हां तिला असं म्हणजे नाहीतर कुठल्या मित्रासोबत आहे, काय आहे, काय करतोय हा नेमका? का हाय बिझी आहे? हा कशाला जन्माला आलाय? हे असे प्रत्येक प्रश्नाचे तिला असे डोक्यामध्ये नेहमी यायचे. तर मग त्या क्षणाला तिला मग जर एक असं असेल ना, सपोज मी कोणाची तरी तिरडी जरी घेऊन जातोय ना, तरी मला तिला रिप्लाय करावा लागत होता, की जिवंत आहे मी, तो गेलाय पण मी जिवंत आहे मला थोडा टाईम दे. मी करतो तुला रिप्लाय. तर मग तिचे सकाळी ती ऑफिसला जायची ना तर तिचं असं होतं, की मी माझी गुड मॉर्निंग झालीये, तर तुझी पण झालीच पाहिजे. मग तिला त्या गुड मॉर्निंगचा रिप्लाय. तर मग ती तशी सवय लागलेली नोटिफिकेशन बघायची, की तिचे नोटिफिकेशन आले तर मग रिप्लाय करायचं. मग त्यानंतर असं करता-करता हां मग त्यानंतर मग म अ, ती पण गेली मग त्यानंतर मग बरी गेली पण जॉब चांगला भेटला, जॉब भेटला. मग त्याचे मग मला आहे ना कसं होतं, की मेल्स वगैरे आम्हाला जास्त असतात. आणि आम्हाला अर्ली मॉर्निंग आहे ना WhatsAppचे अ, टास्क वगैरे जा सांगितले जातात, की आज काय करायचंय. तर मग ती सवय झाली आहे, की बाबा हां.
हं. बरं. <giggles> <chuckles> बरं. बरोबर. हो. हो, हो. बरोबर, हां. हम्म. तिथे सवय झाली. हं. हो. अरे बापरे! WhatsAppवरती टाकतात? हां.
<coughs> ग्रुपमध्ये टाकतात ना, ऑफिसचे ग्रुप असतात. मग काही मित्र फालतूच्याही गोष्टी टाकतात. मग एखादा काहीतरी बोलतो आणि आपण ते एन्जॉय करतो, हसता-हसता. ह्या, ह्या, ह्या काय टाकलं ह्यांनी असं करून. मग म मग तेही एक झालं.
बरोबर. हो, हो, हो. हं. बरं. हो, हो, हो. म्हणजे सवय तेव्हापासून लागली तुम्हाला म्हणजे फोन वारंवार चेक करण्याची. हम्म, मग तुम्हाला असं वाटतं का, की ह्यामुळे तुमचा मूड किंवा दिवसभरातील कामावर काही प्रभाव पडतो का वाटतो का?
तिच्यामुळे ते सवय झालं. चेक करायची मॉर्निंग. हो, हो. हो, हो. हं, हं. हं, हं.

हो अ, जर मला फोनचा वापरच नाही करायचा आहे तर मग मला अ, आदल्या रात्रीचा फोनला कुठेतरी
किंवा कमी वापर करायचा आहे हो. कमी करायचा आहे वापर.
हं, हं. हं, हं. तर बघा सर्वात आधी तर मला असं वाटतं की फोनला मी कुठेतरी साइडला ठेवलं पाहिजे, आधीच झोपायच्या आधी. जेणेकरून मला असं उठल्या-उठल्या ते की बाबा कोणीतरी माझ्या अकाउंटमधून काही पैसे तर नाही काढले ही भीती मला मग कमी राहणार, की अ, कोणी माझे मेसेजेस तर चेक नाही केले, मग त्याचीही भीती मला कमी राहणार. तर तोच थोडासा. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की नोटिफिकेशन ऑफ केले पाहिजे, जेणेकरून की अ, काम तर ऑफिसमध्ये पण जाऊन मला करायचंच आहे. आणि बट अ, बट मला एक वाटतं की काही गो गरजेच्या गोष्टी आहेत माझ्यासाठी, जे अर्ली मॉर्निंग मला थोडंसं बेनिफिशियल वाटतं, की न्यूज बघणं थोडंसं. न्यूज एक जनरल नॉलेज तुम्हाला क्रिएट करते. आज काय चाललं आहे? हो काय ते थोडं, नॉलेज असणं थोडं गरजेचं आहे. अप अप टू डेट राहणं गरजेचं आहे मला असं वाटतं. जरी कितीही फेक न्यूज असेल, तर मग त्याला क्रॉस चेक करण्यासाठीही बरेच प्रकार आहेत आपल्याकडे बरेच ॲप्लिकेशन्स आले आहेत हं, हं.
हं. हो ना. हो. अगदी बरोबर. हं. हो ना. हां. अगदी बरोबर. म्हणजे काय चाललं हे नेमकं थोडं हो नॉलेज असणं थोडं. हो. हं. हो ना. अगदी बरोबर. म्हणजे समाजात, जे जसं तुम्ही सांगितलं थोडं फार आपल्याला माहिती असणं आणि त्यात जसं एक थोडं लक्ष ठेवणं, एक म्हणजे जसं म्हणतो एक नागरिक म्हणून तर खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलं, की तुमची सकाळी फोन वापरण्याची तुमची पद्धत काय आहे नेमकी. आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही काय करताय? तर तुमच्याशी बोलून खूप छान वाटल आज. धन्यवाद तुम्हाला.
गरजेचं आहे. अगदीच. हं, हं. हं, हं, हं.

हं. हो, होतं. असं बऱ्याचदा होतं. कधी-कधी नाही. असं म्हणजे की सपोज अ, जर मला असं मी तुम्हाला सांगेल, की जर सुट्टी वगैरेचा दिवस आहे. मोस्टली त्या दिवसाला. कारण की जेव्हा ऑफिसला जायचं असतं, तर टाईम थोडा सेट असतो. की त्या टाईम ड्युरेशनमध्ये वाइंड अप करावंच लागतं, हो. ते करावं लागतं. बट सुट्टीचा दिवस असेल ना, तर मग मॉर्निंगलाच असं एखादी रील वगैरे स्क्रॉल केली किंवा अचानक मध्ये काहीतरी अ, काही एखादी रीलमध्ये असं काही साउथचा ॲक्शन वगैरे दिसला, तर मग असं होतं, अरे, यार काय मस्त दिसतंय ना. तर मग त्यानंतर मग तो कुठूनतरी फिजिक्सचे सगळे लॉ ब्रेक करून जसं तो ॲक्शन करतो. ते इतकी भारी वाटते, की असं वाटतं, की मग त्यामध्ये ते कमेंट वाचा आणि अ
हं. बरोबर, गडबड असते. हं. हां. <chuckles> हां. <laughs> रजनीकांतच आलेत. हो.
तर अ, ते ते सगळेच रजनीकांतच आहे मी असं बोलेल. मग त्यानंतर मग तो मोबाईल बघितला ना, की मग त्यामध्ये काही एखादी पोस्ट येते. तर ते पोस्ट तर एकदम थर्ड क्लास असेल, पण त्यानंतर त्याचे जे कमेंट असतात ना, ते फर्स्ट क्लास असतात. काय नेमकं कमेंट करती कमेंट वाचयामध्ये मजा येते मला. मला समजत नाहीये, की मी कंटेंट बघितला पाहिजे, मी कमेंट बघतोय. कोण कोणाला कशी शिवी घालतय, मी ते हां. असं बघता-बघताच हां.
<laughs> हं. हां. हां. हां, म्हणजे असंच बघता-बघता सगळा ह्यातच सगळं म्हणजे कसं अर्ध्या तासाचा 2 तास होऊन जातो. ते म्हणजे म्हणजे रिलॅक्स करण्याचा एक प्रकारचा आणि वेळ पण त्यात असा निघून जातो. मग ही जी सवय आहे ना फोन तुमची वापरण्याची, ही सवय तुम्हाला कधीपासून लागली आहे हो? म्हणजे कामामुळे का कुटुंब किंवा इतर कारणामुळे ही बदल झाली आहे का? असं वाटतंय का तुम्हाला?
कधी ना टाईम निघून जातो ना. येस, येस. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं. अ, ही जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती, तेव्हा मला ही सवय लागली होती आणि ती मला अर्ली मॉर्निंग मेसेजेस करायची. ती नोटिफिकेशन म म्हणजे असं होतं ना, की मला भीती होती तिची. की क्विक रिप्लाय नाही केला, तर मग तिला असं नाही नोटिफिकेशन यायचं ना. तर म्हणजे म मी तुम्हाला हे सांगतो, की जर मी तिला क्विक रिप्लाय नाही केला, तर तिला असं वाटत होतं, की मी भांडी वगैरे घासतोय की काय किंवा कुठे काय करतोय. तिला इतकं असं होतं.
हो. सारखं-सारखं फोन चेक करणं. हं. चेक नाही केलंत. <laughs> मी पहिल्यांदा ऐकलं कोणाच्या तरी तोंडातून, की त्यांना त्यांच्या गर्लफ्रेंडची भीती होती. थोडीफार का असो ना. मग तिला असं वाटायचं, की तुम्ही भांडे घासत आहात.
<chuckles> नाही, नाही अ